अ, मी खूप खेळ खेळायचो. म्हणजे बघा ना ते, पावसाची टिपरी, आकाशाचा रंग, मातीचा सुगंध आणि बालपणीचा दंग, हया अ, म्हणतात ना, की अ, माझ आवड होत आणि बघा, जसं गवताची शीतल चादर, वाऱ्याची प्रेमळ साथ, लहानपणीचा निसर्ग खेळ, आजही देतो गोड याद आणि अ म्हणतात ना, निसर्गात खेळायचो मी खूप जास्त, म्हणजे अ, तुम्हाला सांगतो ना, मी अ, डोंगरच्या भागात थोडा राहत होतो लहानपणी आणि त्यामुळे म्हणतात ना, की मी अ, कुशीत वाढलो आहे, काळ्या मातीच्या म्हणा, लाल मातीच्या म्हणा, या मिक्स मातीच्या म्हणा. <chuckles> तर झऱ्याच्या पाण्यात हसणारे चेहरे, बालपणीच्या आठवणी आजही गोड शहारे. असं अ, म्हणतात ना, की लहानपणी खूप दंगे केलेत, म्हणजे मी निसर्गात फुलपाखरांच्या मागे पळालो आहे. ते एक हेलिकॉप्टर म्हणून एक किडा यायचा बघा
अरे वाह! हां. <chuckles> खरं आहे की. हं. होय. <chuckles> बरोबर आहे की. खरं आहे की. हां. <chuckles> हां, हां, हां, माहिती आहे, माहिती आहे. <chuckles> शिंगरू, शिंगरू, शिंगरू टाइपमध्ये ना?
त्याच्या पण मागं पकडून, पकडून खूप पळायचो आणि एवढं खेळायचो ना. हां, हां, हां, हां, हां आणि खूप म्हणजे दंगे करायचो मी.
हं, हं. खंर आहे की. तरी एखादा असा कोणता खेळ आहे, की ते म्हणले तुम्हाला निसर्गात खेळायला फार आवडतो वगैरे असा? तिच्याशी तुमच्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी जोडलेले आहेत?
अ, एक खेळ म्हणजे निसर्गाशी अ, मला आठवणी जोडलेले आहेत, तो म्हणजे ना, की मला ते असं अ, खड्डा गुफा करायला खूप आवडायचं गुफा.
हां. <chuckles> हां, म्हणजे ते मातीचा कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असताना ढीग लागलेला असतो मातीचा त्यात असे खड्डा खांदून, खांदून गुफा तयार करतात, तो म्हणताय का?
नाही, नाही. नाही, नाही डोंगरामध्ये क अ, गुफा करायला आवडायचं, खड्डे.
होय.
हां, मी खूप खड्डा आहे असं गु गुफा खेळ करायचो.
मी हे म्हणजे तसं म्हणलं पहिल्यांदाच ऐकतोय म्हणजे हा नवीनच खेळ दिसतोय काहीतरी?
अ, तुम्ही बघा आजकाल तुम्हाला असे व्हिडिओ दिसले असतील, ते जंगलात जाऊन ना, जमिनीखाली घर वगैरे करतात अंडरग्राउंड, ते मी लहानपणीच करून बसलो होतो. ते सगळ्यात मोठा होता माझा.
हां. हां, हां, हां, हां, पाहिलंय, पाहिलंय. <laughs> अ, खंर आहे की. म्हणजे ते पण त्याला म्हणजे बरेच हे असं म्हणजे काय तुम्हाला काय ते कोणती गोष्ट तुम्हाला त्यात फार आवडायची अशी करायला?
आणि अ, त्यात जाऊन झोपायला.
<chuckles> मग लहानपणी एवढ्या मोठ्या गोष्टी अशा जमायच्या का तुम्हाला करायला ह्या?
<chuckles>

खरं आहे, खरं आहे. किती छान!
अन् आणि झाडांच्या सावलीत मिळणारी थंड हवा आजही मनाला माझ्या शांत करते, एवढं खेळायचो मी आणि निसर्गात हर हरवलं, की स्वतःला सापडतं असं, अ, नक्कीच म्हणतात ना, ते खरंच आहे आणि त्या सगळ्या वासांमध्ये फुलांमध्ये एवढं खेळायचं ना मी तुम्हाला काय सांगू. अ, म्हणजे फुलपाख्यांच्या मागे जाणं.
खरं आहे की. हं. हं.
वेगवेगळे पक्षी बघणं, चिमण्या बघणं आणि अ, म्हणतात ना, अ, डोंगरावरती जाऊन आमच्या इथे जंगलामध्ये जाऊन त्या सगळ्या प्राण्यांना बघणं, हरीण हरीण बघायची तर खूप सवय होती मला हरीण.
खरं आहे की. <chuckles>
हरीण तर कधी बसलो नाही मी.
अं, मग काय नाही ते बसण्यासारखं नाहीच म्हणा तसं. <chuckles> मग त्यातून हां, खरं आहे की. तेच म्हणलं तुमच्यासाठी जंगली घोड्यांपर्यंतच तुम्ही जाऊन पोहचला हीच मोठी गोष्ट आहे तसं म्हणता येईल.
अ, ते जवळ नाही येत, ते लांब पळतात, खूप फास्ट पळतात. त्यांना कधी पकडू शकलो नाही मी. <laughs> मला अ, म्हणतात ना, लोक आज लोकांना आजही आश्चर्य वाटतं अन् संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो ना, त्यावेळेस अ, एवढं भारी वाटतं तुम्हाला काय सांगू. वाह!
खरं आहे. हां. बरोबर आहे की. तसं उन्हाळ्यात उन्हाळ्यात वगैरे तुम्ही हिकडं नाही का गेला कधी, उन्हाळ्यात वगैरे नदीला पोहायला वगैरे असं. गावाकडच्या लोकांना म्हणजे ती एक फार आवड असते, की उन्हाळ्यात ती एक गोष्ट.
सगळं आपापल्या घरी जातात. हां, हां. अं, नाही. आमच्या इथं तलाव होता, तिथं जायची हिंमत नाही केली आम्ही कधी.
हां. का बरं? असं काय असं काय होतं त्या तलावात?
तलावात अ, असं काही नव्हतं पण अ, तिथं म्हणायचे, की अ, तिथं जानवर खूप येतात ना पाणी प्यायला.
मग? हां, बरोबर अन् तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे म्हणजे हां.
मग ते वाघ, बिबट्या वगैरे कसल्या काही गोष्टी येतात म्हणून आम्ही अ, हिम्मत नाही केली कधी जायची.
बरोबर आहे की, नक्कीच.
लांबूनच बघायचो, डोंगरावरनच बघायचो त्या तलावाला एवढं भारी वाटायचं ना ते. असं चमकायचं अख्खं नाही का उजड द्यायचं सगळं आणि
खरं आहे की. मग काय. तरी हा अनुभव नाही घेतला तुम्ही कधी, की असं कुठेतरी लपून बसलाय झाडावरती वगैरे तलावाच्या किंवा कोण कोणते प्राणी न नदीला पाणी किंवा तल तलावात पाणी प्यायला येतायेत वगैरे, त्यांचं निरीक्षण वगैरे केलं आणि त्यातच तुम्ही
नाही, नाही, नाही, एवढी हिंमत नव्हती. मला सांगा ना ते तलावापाशी गेलो असतो, झाडावरती एखाद्या वाघाला किंवा अस्वलाला सुगंध लागला असता, तर मला तर मस्तपैकी त्यांचा डिनरच झाला असता.
<chuckles> हां. <chuckles> बरोबर आहे, बरोबर आहे. ही पण गोष्ट आहे.
हां, माझे हाडं चोखून-चोखून खाल्ले असते त्यांनी.
<chuckles> म्हणजे नि निसर्गाच्या सानिध्यात तसं म्हणलं, तर खेळायची जेवढी मजा आहे त्यापेक्षा म्हणजे तसा धोकासुद्धा आहे म्हणता येईल त्या गोष्टीचा.
आहे का नाही. हो, हां आणि कसं आहे ना, अ, मी जास्त तसं पंगे नाही घ्यायचो तिथं जनावरांसोबत नाही का, कारण की अ, निसर्गात असल्यामुळे मला माकडं, वानर खूप होती आमच्या इथं तिकडच्या जंगलामधी.
बरोबर आहे की.

सगळ्यात पहिले तर अ, मी काहीतरी करायचो ना तर ही मुलं येऊन मला बघायची, नाही का आणि मी कायम अशी येडेचाळे करायचो जे कोणीच केलं नसतील आणि अ, अ, म्हणतात ना, की मी कधी लाईटीच्या खांबावर चढून जायचो, कधी झाडावर चढून जायचो आणि अ, लोकांना गोष्टी सांगायचो चांगल्या-चांगल्या. त्यामुळं काय होतं, की आपलं दबदबा खूप चांगला होता.
हां, बरोबर आहे की. <chuckles> हां. अरे. हां, हां, म्हणजे मुलांमध्ये वजन होतं म्हणता येईल तुमचं जरा. शब्दाला मान होता.
हां, वजन होतं म्हणजे शरीरात वजन नव्हतं माझ्या. खूप हाड हाड हाडं होतं माझं नाही का कुपोषितवाला, पण अ हां, होतं माझं नाही का आणि मग मला, ते निसर्गात आहे ना पाळायला, पतंग उडवायला आवडायचं आणि झाडांच्या अ, म्हणतात ना अ, झोका बांधून त्याच्यावरती खेळायला आवडायचं, टायर बांधायचो मी, नाही का? झोका बांधायला पैसे नव्हते आम्हाला. तर आम्ही कुठूनतरी भंगारवाल्याकडून टायर उचलून आणायचो अन् तिथं लावून त्याला लटकून असं झोंबायचो नाही का असं.
<chuckles> हां, आलं का लक्षात? हं. हां. खरं आहे की. <chuckles> हां. हां, आलं की लक्षात ते झाडाला तसं लोमकळणारं येणार दोन्ही साइडने लटकून वगैरे.
हो आणि मग अ, म्हणतात ना, की अ, एवढं मजा म्हणजे अ, तुम्हाला सांगतो ना, मी असे वेगवेगळ्या झाडांची पानं आणायचो. त्याला मस्तपैकी नाही का
हं. हां.
मुली होत्या आमच्या इथे संग.
हां.
त्यांच्या संग भांड्या-भांड्या खेळायचो. मस्तपैकी भाजी-बीजी चिरायचो अशी चक-चक-चक-चक-चक-चक नाही का एखादा ब्लेड असतो कुठेतरी पडलेला. तो घेऊन.
<chuckles> हां, आलं का लक्षात? तसं तसं म्हणलं तर हा खेळ तर प्रत्येकाने नक्कीच खेळलेला असतो की भांडे-कुंडे म्हणता येईल. <chuckles> आता म्हणजे बरच हसू येतं ते खेळ आठवल्यानंतर. <chuckles> पण भारी खेळ होता तसा तो पण.
<chuckles> हो, हो, हो आणि <chuckles> हां आणि अ, म्हणतात ना, एकदा तर निसर्गात एवढी मजा आली, की अ, आमच्या इथे एक जण होते नाही का काकू, त्यांची त्यांनी बकरी आणली होती. आता मला काय माहिती कशाला आणली? त्यांच्या घरात लग्न होतं. तर अ, ती बकरी घेऊन चारायला गेलो होतो आम्ही सगळेवर. अ सुटली ना आमच्या हातातनं. <chuckles>
हां. हं. हां. हां. <chuckles> गेली का निघून? सापडली का नाही पुन्हा?

हां. माहीत नाही, का? पण मजा यायची मला. असं वाटायचं ना मी खरंच राजा आहे ना म्हणून मला बसू दिला आणि तुम्ही सगळे अ, खालचे नौदल सेनापती आहात तुम्ही. चला.
<laughs> <laughs> <chuckles> <laughs> खरं आहे की, खरं आहे. मग काय? मग असं कधी कधी पण तुम्हाला मला वाटतं हे घोडे पावसाळ्यात वगैरे असायचे का? का असं म्हणजे कोणता एखादा असं हे असेल ऋतू असेल आपला, त्या ऋतूमध्ये किंवा सारखेच असायचे?
चालत या. <chuckles> हां आ नाही सा सारखं असायचे, सारखं. सारखं असायचे ते. अ, तिथं अ, वरती जंगलच होतं ना ते आणि त्या जंगलात ते अ, एका ठिकाणी ते सारखं यायचे चालायला. ग्राउंड आता असा मोठा नाही का पटांगण टाइप. तिथं ते झाडं गवतं खूप होती. तिथे यायचे ते.
हो. हां. आलं लक्षात. पण असं आता कसं आहे की पावसाला वगैरे सुरुवात झाली की ते आता निसर्गात म्हणता येईल तसं असं गवत वगैरे मस्तपैकी उगवत असेल. मग त्याच्यात असं बऱ्याच लोकांना असं चिखलात, ह्याच्यात असं फुटबॉल वगैरे खेळायला आवडतं. तर तसे काही खेळ तुम्ही त्याच्यात खेळला का?
हां. अहो आम्हाला आता काय सांगू तुम्हाला? खायला टोस्ट भेटायची नाही ओ चहा सोबत. आम्हाला फुटबॉल कधी घरचे आणून देणार आहे. <chuckles> आम्ही अ, फुटबॉल वगैरे नाही खेळायचो. क्रिकेट खेळायचो कधी-कधी. ते पण एखादा लाकडा-बिकडानी खेळायचो.
हां. हां. ते पण आहे म्हणा. हां. होय. मग ह्यांना असं काय कोणता ऋतू वगैरे होता का, की अ, ह्या ऋतूमध्ये हा खेळ जास्त खेळला जातो. दुसरे जरा त्या तुलनेत कमी खेळले जातात. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की फुटबॉल, चिखल असला की फुटबॉल खेळायची मजा वेगळी असते. तसा एखादा खेळ?
बघा तुम्हाला सांगतो. मी फक्त हिवाळा आणि उन्हाळ्यात हां. नाही अ, पावसाळ्यात आम्हाला घराच्या बाहेर नाही पाठवायचे. अ, फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच खेळायचो मी. पावसात पूर्ण घरातच काढायचो मी. शाळा आणि घर, शाळा आणि घर. हं.
का बरं म्हणजे असं काय होतं?